पण मला सांगा जसं तुम्ही आता मला पूर्ण सांगितलंत, की तुमच्या व्यवसायात, तुम्हाला एक अ, जर कस्टमर समाधानी असेल, तर पुढचा जो अ, कुणी त्याचा मित्र असेल किंवा अजून कोणी ओळखीचा असेल, तर त्याला ते तुमचा रेफरन्स देतात आणि सांगतात की "ह्याच्याकडे गेलात तर तुम्हाला नक्कीच चांगली गोष्ट मिळेल." म्हणतात ना की जी जे तुम्ही मूल्य समोरच्याला देताय त्याच्यातून जे समाधान मिळेल, ते कदाचित या व्यक्तीकडून पण मग जसं तुम्ही मगाशी म्हणालात की तुमचं जे ओळख आहे ती कामावरूनच आहे. मग जे आपलं व्यक्तिगत आयुष्य आहे किंवा आपण जसं म्हणतो ना की तुम्ही चांगलं वागा, तुम्ही चांगलं बोला. मग असं तफावत काय सांगाल तुम्ही की नुसतंच काम करत राहायचं?
हां. हो. बरोबर. बरोबर. हं. हां. बरोबर. कमवलंत. हो, हो. हो. हं, हां. हां. हां. बरोबर, हां. आता नाही नाही नाही. तर मला कसं वाटतं माहिती आहे का? एखादा व्यक्ती जर कामामध्ये निपुण असेल त्याच्या, तर तो आहे ना त्याच्या पर्सनल लाईफमध्ये पण खरंच तो त्याच पद्धतीने असतो. कारण की कसं असतं ना तुमचे अ, तुमचं काम जर काटेकोरपणे आहे तर तुम्ही हां.
हं. तुम्हाला थोडसं इथं थांबवते कारण बघा, की काही-काही गोष्टींमध्ये तुम्हाला असंही जाणवेल की अगदी प्रसिद्ध अभिनेते आहेत किंवा प्रसिद्ध नेते आहेत किंवा मी असं म्हणेल वकील वगैरे आहेत. असे बरेचसे व्यक्ती आहेत की जरुरी नाही आहे की ते यशस्वी आहेत किंवा कामावर त्यांची ओळख येतेय, पण ते लोकांशी व्यवस्थित बोलत नाहीत. ते लोकांना महत्त्व देत नाहीत. अशावेळी ही जी तफावत आहे तर त्याच्याबद्दल काय बोलाल?
हां. बरोबर. हां. बरं. हां. हां, हां बरो हं. हां. बरोबर. देत नाहीत. मग हां.